म्हणजे बघा ना, लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आपली मराठी संस्कृती किंवा भारतीय संस्कृती असल्यामुळे आपण गाणी आणि संगीत मोठ्या प्रमाणात ऐकत असतो. आणि त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव टाकलेला असतो. तर तुमचा एखादा असा अनुभव की संगीताने अ, तुमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव टाकला? म्हणजे एखादी लहानपणाची अशी आठवण आहे का, जी तुम्हाला अजूनही आठवते?
हं. बरोबर. हो, ना. नक्कीच. मला सांगायला आवडेल तुम्हाला. अ, जेव्हा संगीताची सुरुवात झाली होती ना, अ, माझ्या जीवनामध्ये, तेव्हा नक्कीच मग ते माझं बालपणच होतं बरं का. लहानपणामध्ये जेव्हा मी होती ना, तेव्हा संगीत ऐकायची, नक्कीच. आणि ते गुणगुणायची पण. आणि हळू, हळू, हळू करून ते संगीताची जी बालपणामधली माझी जी ओढ होती, ती नक्कीच मला हळू-हळू पुढे घेऊन गेली आणि जेव्हा मी मोठी होत गेली तसे-तसे ते संगीत जे माझ्या अंतर्मनामध्ये एकदम रुजून गेलं होतं. ते नक्कीच, हळू-हळू पुढं गेलं आणि नक्कीच, त्या संगीताने माझी ओळख पण करून दाखवली मला.
हां. हं. अच्छा. अरे वाह! हां. हं. अरे वाह! ओळख करून दाखवली, म्हणजे एखादा असा क्षण किंवा असा निर्णय, की तुम्ही जसं बोलताय, की ओळख करून दाखवली. म्हणजे तुम्ही पुढचं शिक्षण घेतलं का त्याच्यामध्ये?
हं, हं. नाही, शिक्षण वगैरे घेतलेलं नाही आहे अ, करियर करण्याचा असं विचार केला होता पण नंतर विचार केला, का बाबा पण बोलले, का तू थोडं थांबून घे, काहीतरी दुसरं कर, म्हणून बाबांच्या अपेक्षा वगैरे होत्या त्याच्यासाठी मग काहीतरी दुसऱ्या फील्डमध्ये घेतलं. पण ते संगीतची ओढ होती माझी. करियर नक्कीच मी करू शकले नाही त्याच्यामध्ये, पण आजही ती हौस, ती आवड, तो छंद मी जोपासलेला आहे.
ओके. अच्छा. हां. अरे वाह! म्हणजे खूपच छान. पण बघा ना, जसं तुम्ही बोललात, की तुमच्या फॅमिली किंवा तुमच्या बाबांचा मान राखण्यासाठी तुम्ही दुसरी गोष्ट केलात. पण मला असं विचारायला आवडेल, की आता तुम्ही जर का मोठे झालात बरोबर, की नाही काही रिस्ट्रिक्शन नसतील. तुम्हाला पुन्हा कोणीतरी असा चान्स दिला, की तुम्ही संगीत ॲज अ परसिव करा शिक्षण किंवा स्वतःचं असं अस्तित्व तर तुम्ही तुम्हाला ते करायला आवडेल का?
हं, हं. हं. बरोबर. हं, हं. नक्कीच आवडेल मला. कारण अ, पहिल्यापासून हे स्वप्नच होतं मला तर संगीतामध्ये काहीतरी मी करून दाखवणार असं वाटलं होतं. त्या या भारतासाठी मी काहीतरी अ, संगीतामधून माझी ओळख करून देणार नाही का, का हां, ही बघा मी आहे, ही मी आहे. असं काहीतरी होतं माझ्या मनामध्ये. आणि जसं तुम्ही सांगितलं, जर कोणी मला एक चान्स दिला ना, तर नक्कीच तो चान्स मी घेणं खूप जरुरी माझ्या जीवनामध्ये तरी आहे तसं आणि जर कोणी दिला तर नक्कीच तो मी घेईन.
ओह! बरोबर. अरे वाह! वाह! वाह! म्हणजे तुमचं अ, फ्युचर ओरिएंटेड असं म्हणजे दिसतंय आणि कोणी दिला तर चान्स चांगल्या प्रकारे ग्रॅब करायचा असा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, बरोबर की नाही? खूपच छान! पण बघा ना, संगीत ऐकताना आपल्या लोकांचा, आपल्या संस्कृतीचा, आपली जी परंपरा असते त्याचा खूप मोठा प्रभाव असतो. मग ते आपले कुटुंब असो किंवा आपले गावातले उत्सव असो किंवा चित्रपट असो, या सगळ्या गोष्टींचा तुमच्या संगीतावर आणि तुमची जी ओळख आहे वेगळी अशी संगीतामुळे, त्यावरती मोठा प्रभाव आहे?
हो, नक्कीच, नक्कीच. हो ना. हं. हां, हां. संगीताचा माझा प्रवास अ, लोकांमध्ये ज्या परंपरा वगैरे तुम्ही आता सांगितल्या ना, कुटुंब, गावातले उत्सव वगैरे यांच्यासोबत खूप मोठा प्रवास आहे बरं का माझा. आणि तो एक प्रवास मी तुम्हाला खरंच सांगू पण इच्छिते. तो प्रवास झालाय आहे माझा आणि जेव्हा माझं 12वी झालं ना माझं 12वी झालं आणि मी जसं माझ्या बाबांनी मला सांगितलं का "डिप्लोमासाठी काहीतरी कर तू." नाही का? "काहीतरी तू डिप्लोमा वगैरे कर." तर अ, ठीक आहे बाबांच्या अपेक्षा होत्या. मी म्हटलं, "ठीक आहे मी करते." आणि मला गावाकडून शहरामध्ये जावं लागलं तेव्हा, एकंदरीत. आणि मी घरामध्ये नाजूक-साजूक अ, पडलेली ते सांगतात ना, मुलगी आणि कधी मी बाहेर निघालेली नव्हती. असं जग मी बघितलेलं नव्हतं आणि खरंच मला ह्या जगामध्ये वावरताना जेव्हा मी एकटी निघाली ना, जसं माझे बाबांनी बोलले. पहिले तर मी खूप घाबरले. तिथं जाण्या अ, तिथं जिथं माझं हॉस्टेल, जिथं माझं कॉलेज वगैरे होतं ना, तिथं पहिले मी बाबांना सांगितलं, "बाबा, माझ्याकडून नाही होत हे, मी एकटी नाही राहू शकत, तुम्ही मला घेऊन जा इथून." नाही का? असं मी एकंदरीत माझ्या बाबांना सांगितलं. मग माझ्या बाबा माझे बाबा बोलले, "नाही गं बेटा," म्हणे, "तुला तुझ्या पायावरती कधी ना कधी उभं राहायचंच आहे ना? तर आता तर सुरुवात कर ना." म्हणे, नाही का, त्यांना त्यांनी मला सांगितलं. आणि जे शब्द माझ्या कानाला ऐकू आले ते खरंच मी घेतले आणि त्याच्यानंतर मी सांगितलं का "ठीक आहे, मी करून दाखवते." एकंदरीत मला 3 वर्ष मी घराबाहेर राहिले. माझा डिप्लोमा, माझी इंटर्नशिप वगैरे सगळं तिकडंच झालेलं आहे. आणि जिथं मी होते ना, तिथं अ, एक मॅडम होत्या. अशीच मला आता जसं मी तुम्हाला सांगितलंय ना, का बालपणापासूनच माझं हे गाणं गुणगुणणं वगैरे माझं चालूच होतं. तर अ, ती आवड माझ्यामध्ये होतीच. अन् असंच एकदा आमच्या कॉलेजमध्ये अ, जात असताना असंच एक गाणं मी गुणगुणत होती. कॉरिडोअरमध्ये आपण जातो वर्गामध्ये जेव्हा एन्ट्री करतो तेव्हा एक मॅडम होत्या आमच्या, त्यांनी माझं हे गाणं ऐकलं, जे मी गुणगुणते असं हो. आणि त्याच्यानंतर त्या वर्गात आल्या. आमच्या नक्कीच त्या शिक्षिका पण होत्या. एक भारतीय शिक्षण असा एक अ, विषय होता आम्हाला, तो शिकवत होत्या त्या. आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं शिकवणं वगैरे, तो लेक्चर वगैरे अटेंड केलं पूर्ण झालं आणि आमचं काय होतं ना, बॉईज आणि गर्ल्स म्हणजे मुलं-मुली दोघंही सोबतच होतो आम्ही, बरं का
हं. अच्छा! नक्कीच, नक्कीच. हां. अच्छा बरोबर. ओके. अच्छा. बरोबर, बरोबर. हां. अच्छा. हो. बरोबर. अच्छा! हां. हो, बरोबर. हो, हो. अच्छा! अरे वाह! अच्छा. हं. अच्छा, बरंच, खूपच छान.
तर अ, हो. मग तर अ, झालं लेक्चर वगैरे अटेंड वगैरे केलं आणि त्यांची जाण्याची वेळ आली, नाही का. मग त्या जात होत्या आणि जाताना अजून पुन्हा परत आल्या त्या आणि तिथं समोर उभं राहून मला सांगितलं का, माझं नाव घेतलं त्यांनी आणि अ, "दोन मिनिटं तू उभी राहते का?" म्हणे असं त्यांनी सांगितलं.
हं. हं. अच्छा. मग पुढे?
तर मी अचानक मी गोंधळले आणि मी सांगीतलं, हे काय सांगतात आहे ना असं? कारण अचानक माझं नाव घेतल्यावर. हं. पण मी उठले, बरं का. थोडी घाबरत-घाबरतच उठले, पण उठले. अ, त्या मला बोलल्या, “तुझा मी आवाज ऐकला म्हणे. तू गाणं गुणगुणत होती. तर मला सांगू सांग सांगून दाखवशील का? गाऊन दाखवशील का म्हणे इथे?” नाही का.
हां, बरोबर. अच्छा. हो. मग
मी म्हटलं, “अरे "हो.
मग तुम्हाला त्या क्षणी कसं वाटलं? म्हणजे बघा ना, कोणीतरी तुम्हाला गाणं गायला सांगतंय आणि त्यांनी कॉरिडॉरमध्ये तुम्हाला फक्त गुणगुणाता गुणगुणताना ऐकलंय.
कोण? म्हणजे माझ्या मनामध्ये इतका गोंधळ आणि म्हटलं, "अरे यार!" म्हटलं मॅडम तर सांगतात आहे. गाणं गु आता एकटी जर असते, तर नक्कीच मी त्यांच्यासमोर गाणं गायले पण असते. पण इतकी मुलं आणि मुली असून आणि जर त्या गाण्यामध्ये थोडं इकडं-तिकडं झालं, तर माहितीच राहतंत का मुलं कशी टॉण्ट पास करतात, काय, काय बोलतात. आणि ते विचार मी केला आणि नंतर मॅडमांना बोलले, "ओ, मॅडम नाही हो, मला गाणे वगैरे काही येत नाही" म्हंटलं, "मी तशीच गुणगुणत होती" म्हटलं. असं काहीतरी त्यांना सांगून दिलं. मग त्या बोलल्या, "नाही, नाही" म्हणे, "तू गुणगुणत होती आणि इथं सांगूनच दाखव" म्हणे, "खरंच खूप छान आवाज आहे." मग गाऊन त्यांनी माझ्याकडे इतकी रिक्वेस्ट केली आणि मी म्हटलं बाबा चला जाऊ द्या मॅडम बोलता आहेत. नंतर नको माझ्या परसेंटेजवर काही परिणाम पाड पडायला म्हणून
बरोबर. हो, बरोबर, बरोबर. अगदी. <laughs> अच्छा. ओह! <chuckles> बरं, बरं. आपल्याला मार्क्सशी पडलेली असते आपल्या.
हो. तसंच काहीतरी माझ्या मनामध्ये आलं तेव्हा आणि मग नंतर एक गाणं मी त्यांच्यासमोर सांगितलं. तो मराठी गीत होतं ते, "आनंद या जीवनाचा" बरं का.
अच्छा. ओ, मला ऐकायला नक्की आवडेल हे गाणं, "आनंद या जीवनाचा."
हो, नक्कीच म्हणजे खूप सुंदर गाणं होतं ते. मी 2-3 ओळीचं आठवतात आहे, आता पूर्ण काही गाणं मला माहिती नाहीये. ते गाऊन फक्त तुम्हाला दाखवते.
अच्छा.
आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. काव्यातला सुर जेसा ओठांतुनी ओघळावा आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा.
वा! खूपच छान म्हणजे मी तुला सांगते एवढा गोड आवाज आहे तुमचा, की तुम्ही ऐकणाऱ्याला एका वेगळ्याच दुनियेत सोडून येता. आणि एवढं मन शांत होतं ना ऐकून. आणि असं बोलता येईल, की तिथे बसलेली जी लोकं होती, मी इथे बसून इमॅजिन करू शकते, की ती लोकं खूप इम्प्रेस होती तुमच्यासोबत आणि कोणत्याही मला वाटतं फ्रेंडने टॉन्ट नसेल मारलं, तर फ्रेंडशिपसाठी आले असतील, हो की नाही?
अं, नक्कीच. हो, नक्कीच. नक्कीच असंच झालेलं मी तुम्हाला सांगते ना, जेव्हा हे गाणं मी अशी गायले आणि इतक्याच ओळी गायल्या होत्या, बरं का, पूर्णतः मी हे केलं नव्हतं. आणि जेव्हा माझं हे संपलं ना, जशी कशी शांतता राहते ना 2-3 मिनिटासाठी, तशी शांतता होती पूर्ण आमच्यातामध्ये. "अरे यार," मी म्हटलं, "काय झालं? मी काय चुकीचं गायले? काय झालं," मला कळेनासं झालं. अजून ती भीती अजून जास्त मी थर-थर कापत होती. आणि नंतर मग मॅडमानी जेव्हा टाळ्या वाजवल्या आणि पूर्ण वर्गाने माझ्यासाठी स्टँडअप ते क्लॅपिंग सांग सांगतात ना, तसे त्या टाळ्या वाजवल्या तुम्हाला खरं सांगते, मी इतकं मला छान वाटलं.
अच्छा. ओह. हां. अरे वाह! म्हणजे
आणि सगळे मला कौतुक करत होते.
बरोबर. मला असं वाटतंय, की तुम्ही मला पण त्या मुलांमध्ये बसवलं. जेव्हा तुम्ही ते गाणं गात होतात आणि मी सुद्धा एक मला सुद्धा एक टाळी वाजवायला नक्की आवडली असती. पण तुमचा आवाजच तेवढा छान आहे. मला वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये गाण्याने तुम्हाला एक वेगळी ओळख बनवून दिलेली आहे. बरोबर की नाही? असं बोलायला हरकत नाही.
हो ना. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. ती ओळख खरंच मला ह्या गाण्यानेच भेटली आहे, बरं का. जे गाणं मी गायले ना आता तुमच्यासमोर, त्या गाण्यामुळे इतकी पुढे गेली आणि त्याच्यानंतर एक आमचं एक छोटीशी अशी गॅदरिंग झाली, आमच्या तिथं कॉलेजमध्येच आणि मॅमनी मला पुन्हा रिक्वेस्ट केली का तू हेच गाणं गा आणि तू पूर्ण गाणं गा. आणि तेव्हा मी हे पण गाणं गायले आणि अ, ह्याच्यामधलं पण गाणे गा गायले होतं, "मोहब्बतेमधलं", हम अ, त्याच्यामधलं एक गाणं होतं, कोणतं? मला ते आता पूर्णतः इतकं आठवत नाही आहे. हमको हमी से चुरालो, येस. हेच गाणं होतं. हे गाणं पण मी तिथं गायले आणि नक्कीच या गाण्यांमुळे एक मला छानसा पुरस्कार पण माझ्या कॉलेजने दिलेला.
पण मग अजून एक गो हां. हं. अरे वाह! ओह! ओह! वॉव! म्हणजे असं बोलता येईल, की होल कॉलेज जर्नीमध्ये तुमची आयडेंटिटी इथे ॲज अ सिंगर होती, हो की नाही?
नक्कीच, नक्कीच. आणि सगळी ओळख ओळखच माझी संगीतानेच झाली मग तिथे. आणि काहीतरी एक वेगळं रूप मी स्वतःचं बघितलं. आणि जो खरं सांगते तुम्हाला, जो आत्मविश्वास त्या ठिकाणी मला आला होता ना, तो आजही माझ्यामध्ये आहे तो आत्मविश्वास. अशी कुठं जाते वगैरे ना, तर आमची जुगलबंदी, जसं मी तुम्हाला अ, माझे मिस्टर पण खूप छान गातात बरं का. माझ्यासारखाच त्यांचा पण खूप छान आवाज आहे. आम्ही लग्न समारंभामध्ये जातो, कुठे असं फिरण्यासाठी जातो, मित्र-मित्र असे सोबत नाही का, पार्टी वगैरे करतो, तर तेव्हा नक्कीच माझी आणि माझ्या मिस्टरांची जुगलबंदी होते. आणि ची आमची जी जुगल हो. जुगलबंदी होते ना, आम्ही जेव्हा गाणी गातो ना, एकमेकांसोबत, नक्कीच पूर्ण जे पण मित्रमंडळी, कुटुंब म्हणा, इतके छान इम्प्रेस होऊन जातात ना. आणि अजून आम्हाला ते ॲप्रिशिएट आमचं कौतुक करतात आणि खरंच मला ते आवडतं.
अरे वाह! हां. अरे वा! हो, हो, हो. अरे व्वा! म्हणजे खूपच छान. मला असं बोलता येईल, की तुमची मित्रमंडळी किंवा तुमची जी फॅमिली आणि कुटुंब आहे, ती खूप लकी आहेत, कारण त्यांना तुमचा आवाज ऐकायला भेटतो आणि तुमचा आवाज एवढा गोड आहे. पण बघा ना, आपली गाणी एक आपली ओळख असते आणि गाणी ऐकत-ऐकत ते आपला दृष्टिकोन पण, खूप मोठ्या प्रमाणात बदलत असते आयुष्याकडे बघायचा. मला वाटतं की तुम्ही खूप हॅपी, आनंदी-आनंदी असता, कारण तुमचा गाण्याकडे कल जास्त आहे. तर याच्याबद्दल तुमचा काय विचार आहे?
हो, ना. नक्कीच. बरोबर. नक्कीच. मी पण असं सांगते का, सगळ्यांनी गाणे ऐकावे, हो. ते सांगतात ना, थोडंसं मोबाईल वगैरे बाजूला ठेवून, भले तुम्ही मोबाईलमध्ये का ऐकू ना, पण ते ऐका तुम्ही गाणे. कारण माहिती आहे का? हे गाणे तुमच्या हसण्यामध्ये पण तुम्हाला साथ देतं, तुमच्या रडण्यामध्ये पण तुम्हाला साथ देतं आणि जे ताणतणावामध्ये असतात ना, बिझी शेड्यूलमध्ये, तेव्हा ही तुम्हाला साथ देतं. म्हणजे एकंदरीत मला सांगायचं तात्पर्य हे आहे का तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये हे गाणे तुमचं साथीदार बनतो. जरी कोणी नसेल तुमच्यासोबत, तर नक्कीच हे गाणे तुम्हाला साथ देतात. आणि मी माझ्या कारमध्ये स्वतः पण सांगते का, ही एक प्लेलिस्ट बनवूनच ठेवली आहे अशा गाण्यांची, जी माझी नेहमी प्रवासामध्ये साथीदार असते. जेव्हा पण मी प्रवास करते, तेव्हा नेहमी हे गाणे मी लावते आणि मस्त तो प्रवास माझा सुखकर, मस्त मंत्रमुग्ध होऊन, अशी मज्जा करत मी करते तो.
हो. बरोबर. बरोबर. अरे वाह! अरे वाह! असं बोलायला हरकत नाही आहे की दिवसभरात किंवा रोजच्या दैनंदिन जीवनात गाण्यांचा आणि संगीताचा, तुमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे आणि तुमची एक ओळख घडवली आहे. जसं तुम्ही तुमच्या कॉलेजमधला जो एक्सपिरियन्स सांगितलात मला. मला आठवतं मला असं वाटतं आहे, की जर का मी तुमच्या कॉलेजमध्ये तुमची मैत्रीण असती, तर मलासुद्धा तो क्षण तुम्ही बघितल्या लगेच आठवला असता आणि बॅक टू द टाईम गेली असती. आणि जसं तुम्ही बोलत आहे की तुमचे जे हसबंड आहेत, जे तुमचे मिस्टर आहेत, ते पण गाणं गातात खूप चांगलं आणि तुमचे मित्रमंडळ आणि कुटुंब खूप जास्त लकी आहे असं वाटतं. आणि तुमची जी ओळख आहे गाण्यांमुळेची, संगीतामुळेची, ती खूपच चांगली वाटते मला आणि असं वाटतं की गाण्याने तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे घडवलं आहे. कारण तुमचे विचार जे आहेत त्याच्याप्रती ते खूप पॉझिटिव्ह आहेत आणि तुम्ही एवढे चांगले बोलत आहे आणि तुमच्या त्या याच्या बोलण्यात पण एवढं ऑब्सेशन आहे ना, ते ऐकून ही मला बरं वाटतं. आणि तुमच्याजवळ या गाण्या या विषयावर पुन्हा एकदा बोलायला मला नक्की आवडेल. तुम्ही मला एवढा चांगला म्हणजे झोनमध्ये घेऊन गेलात, एवढा चांगला कडवा ऐकवलात, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार.
नक्कीच. हं. <chuckles> हं. हो ना. हो ना. <chuckles> हां. नक्कीच. मला ही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि नक्कीच असे गाणे, असं माझे जे अनुभव आहेत, तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल. पुन्हा बोलेन मी तुमच्याशी. धन्यवाद.
धन्यवाद.